प्रत्येक माणूस काही ना काही स्वप्न बघतो. तर प्रत्येक माणूस त्या स्वप्नाच्या दिशेने चालू शकत नाही. तर स्वप्न साध्य करण्यासाठी जी प्रेरणा येते, की त्या प्रेरणेमुळं माणूस एक सतत त्या दिशेनं एक वाटचाल करत राहतो. मग अशी तुम्हाला काही प्रेरणा कुठून मिळाली?
मला अ, माझ्या गुरुंकडनं भेटते प्रेरणा नाही का? की ते सांगतात की तू.
हां.
काहीही करू शकतो.
बरोबर आहे की, मग ते गुरु काय आहेत? म्हणजे अ, शिक्षक आहेत? का एक धार्मिक गुरु आहेत? कशा प्रकारचे गुरु आहेत नक्की ते?
तू देवाचा पार्षद आहे. धार्मिक गुरु आहेत, धार्मिक गुरु आहेत. ते मला कायम सांगतात, की तू देवाचा एक पार्षद आहे आणि तू कधी हार नाही मानला पाहिजे. "तर उठ, पडला तरी परत उभा हो आणि परत चाल." तू सगळं काही करू शकतो. तुझ्यासाठी काहीच असंभव नाही आहे. तू काहीही हासिल करू शकतो. तुला पाहिजे त्या गोष्टी तू घेऊ शकतोस नाही का. असं ते मोटिव्हेट करतात नाही का. तर त्यामुळं मला अ, असं वाटतं, की हां मी करू शकतो सगळं काही.
हां. हं, हं. हं. खरं आहे की, खरं आहे की. मग काय पण हां. बरोबर आहे की, पण असा एखादा क्षण की जिथं तुम्ही एकदम पेटून उठला? म्हणजे गुरूंचं काही मार्गदर्शन असेल किंवा त्यांनी काही प्रेरणा दिली असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की बाबा हां आता आपल्याला ही गोष्ट केलीच पाहिजे फार जोरानं. असा एखादा क्षण, कोणती घटना?
अ, असं एखादं क्षण, घटना म्हटलं ना, तर अ, हां, म्हणजे गुरु आमचे कथा वगैरे सांगतात ना, त्यातनं ते सांगत असतात, की अ, स असफलता येत असते
हं. होय. नक्कीच.
सारखं येत असते. पण ती तुम्हाला अजून मजबूत करण्यासाठी येत असते. तुम्ही करत रहावा, ट्राय करत रहावा, ट्राय करत रहावा आणि एक दिवशी तुम्हाला म्हणतात ना अ, सफलता नक्कीच भेटणार आणि तुमची स्वप्नं पूर्ण होणार. कारण की बघा ना, अब्दुल कलाम सुद्धा म्हणतात की स्वप्नं मोठी बघा
खरंय. नक्कीच. हं. बरोबर आहे.
तर ती पूर्ण होतात.
खर आहे की. मग काय. पण म्हणजे गु हां. पण गुरुजींनी तुम्हाला हे असं सांगण्यामागे काय कारण होतं, की म्हणजे तुम्ही कोणत्या घटनेनं खचून गेला होता किंवा काय अशी परिस्थिती आली, की त्यांना तुम्हाला ही गोष्ट सांगावी लागली की "उठ, उभा रहा, तू करू शकतोस." हे असं म्हणजे काय नक्की एखादी घटना झालेली अशी?
पहिले बघा स्वप्नं. गुरूंनी मला सांगायचं म्हणजे काय आहे ना, मी खूप निगेटिव्ह माणूस होता आधी.
<chuckles> नकारात्मक विचार यायचे का फार मनात?
हां, हां, हां, हां, हां.
होय, म्हणजे कशा प्रकारचे नकारात्मक म्हणजे?
खूप नकारात्मक होतो मी. हां, खूप नकारात्मक होतं, नाही का. मग त्यावेळेस मग म
तरी कशाच्या बाबतीत म्हणजे? आरोग्याच्या बाबतीत नकारात्मक? करियरच्या बाबतीत किंवा कुटुंबाच्या बाबतीत एवढी जबाबदारी कशी पार पाडायची? म्हणजे क कोणत्या भागात असं तुम्हाला फार नकारात्मक वाटायचं?
अ, नकारात्मक म्हणजे म्हणतात ना, की मला असं वाटायचं, की मी काहीचं करू शकत नाही आहे माझ्यासारखं पनौती ते कोणचं नाही आहे आणि अ, म्हणतात ना की अ, खूपचं
<chuckles> अरे, बाप रे. हां.
बेकार आहे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आयुष्यामध्ये काहीचं रस नाही आहे, काहीचं नाही आहे, नाही का.
होय.
असं. तर ते वाटत राहायचं मला नाही का आणि त्यामुळं अ, म्हणतात ना, की असं वाटायचं कधी-कधी की काहीचं करू शकत नाही मी. मग माझे गुरु भेटले आणि मग त्याच त्यांनी मला दाखवलं, की "तू अ, तुझ्या असंख्य शक्ती आहे," नाही का.
पण हं. बरोबर आहे. हं. हां, बरोबर आहे की.
हां, मग मला ते म्हणतात ना एक श्लोक मला गुरुने सांगितला, की "कर्मनेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफले हेतु भुरमा ते संगोत्स व कर्मणी." म्हणजे अ, म्हणतात ना
हं, हां. हं, कोणता? हां. अरे होय, म्हणजे ह्याचा अर्थ काय नक्की ह्याचा?
ते ब म्हणतात की काम कर निकालाची चिंता नको करू, हार नको मानू नुसतं पुढं चालत राहा, पुढं चालत रहा आणि
हां. म्हणजे अति विचार करण्यापेक्षा आपलं तू तुझं काम करत राहा. फळ हे मिळत राहील. म्हणजे असा थोडक्यात अर्थ आहे का त्याचा?
हां, हां, हां, हां. एकदम म्हणतात ना, की तू पुढं चालत रहा. फक्त तू हार नको मानू. तुला पाहिजे ते एक गोष्टी अ भेटायला तयार होतील नाही का? आणि अभंग पण मी जास्त बघायचो नाही का मराठीतले. त्यामध्ये सुद्धा असं म्हणायचं ना, की स्वप्न पूर्ण करण्यासाठी बघा अ ते
मग काय बरोबर आहे की? हं.
तुकाराम महाराज म्हणायचे, बघा ते उठा, उठा ओ जागा जागा विठेवरी उभा राहिला विठ्ठल. म्हणजे तू जागा हो, उठ, आळस नको करू. तुझ्यासाठी तर विटेवर बसलेला विठ्ठल आहे, जो तुला सगळा म्हणतात ना, प्रेरणा देण्यासाठी अ बसलेला आहे नाही का.
हं. हां. हं, हं, हं. हां, ह्याचा अर्थ काय? हं, हं. हां, बरोबर आहे की.
हां, त्यामुळं म्हणतात ना, की हार नका मानू. जसं अजून एक श्लोक म्हटलं होतं, की "आठव तुकारामा आठवं विठोबाला जडले तुझ्या पायी माझे जीवनी बाळा." तर त्यामध्ये सांगतात ना, की संकटात देवाची आठवण ठेवा. हार मानू नका. तुम्हाला चांगली म्हणतात ना, शिकवण भेटत राहील आणि अ ताकद भेटत राहील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा.
हां. बरोबर आहे, हां. हं. हं, खरं आहे की खरं आहे की म्हणजे हे सगळ्या गोष्टी अभंग असतील किंवा कीर्तनातल्या ह्या जे तुम्ही ओळी म्हणताय, ह्या म्हणजे सगळ्या तुम्हाला गुरूंमुळेच कळल्या का? तुम्हाला सुद्धा आवड आहे ह्या गोष्टींची की धार्मिक वाचन करण्याचे वगैरे?
अ, नाही म्हणजे गुरु नाही, मग कळलं ह्या. मी माझे अ, आमच्या इथं आहे ना, अ, हरिपाठ वगैरे होतो नाही का इथं, अ, मंदिरामध्ये. तर तिथं मी जातो कधी-कधी नाही का, कारण की विठ्ठल काय कृष्ण काय राम काय सगळे एकच आहेत. त्यामुळं मग मी जातो, कारण की तेच तर तिथं येऊन बसलेत नाही का, साक्षात विष्णू भगवान. त्यामुळं अ मी बघतो तिकडं जाऊन तर ते मला अ, दिसतं नाही का, की अ, ऐकतो ना तेव्हा मला कळतं की बाबा किती अ चांगले आहेत ते कडवे आणि काही-काही प्रेरणा देतात मला स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
हां. बरोबर म्हणजे <chuckles> खरं आहे की. नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं. उम्म, खरं आहे की, खरं आहे की. पण जेव्हा तुम्हाला कधी अशी प्रेरणा कमी होती किंवा अडथळे फारच येतात, मग त्यावेळेस, आता प्रत्येक वेळेस तर असं नाही की तुमचे गुरुजी तुमच्याजवळ असतील, की तुम्ही त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचू शकाल. मग अशा वेळेस, ज्यावेळेस तुम्हाला असं स्वतःला फार कमजोर वाटायला लागलं, नकारात्मक विचार येतात, तेव्हा तुम्ही स्वतः काय करता त्याच्यासाठी?
अ, बघा.
प्रेरणा माघारी आणण्यासाठी वगैरे.
मी करतो, उम्म, म्हणतात ना, नामजप खूप करतो.
हां, म्हणजे देवाचंच नाम, नाम स्मरण का?
हां, जे गुरूंनी सांगितलंय, की "जेव्हा तुला असं वाटायला, नको पडतोय, बस डोळे बंद कर, जिथं असशील तिथं, चालू कर, डायरेक्ट काउंटर घे, आणि चालू कर, की नामजप करायला, हे करायला नाही का?
हां, काय? हां. हां, बरोबर आहे की.
हां, आणि स्वतःला सांगतो, की "आळस करू नको रे माझ्या मना, विठोबाची कृपा, येई तुझ्या पाशाणा." तर अ, ते म्हटलं ना, की मला अ, म्हणतात ना, की आळस सोडून द्यायचं, काम करायचं आणि कंटिन्यू नामजप करत राहायचं. तुम्हाला अ, म्हणतात ना, आतून एक प्रेरणा भेटते तुम्हाला पुढं जाण्यासाठी आणि हार नका मानू, कारण की अ, बघा ना, मुंगी असते, ती मुंगी कंटिन्यू वरती चालत राहते. पडती, परत चढ चढते, परत पडती, पर चढते. तर तसं तुम्ही राहावा, चालत राहा, चालत राहा, करत राहा, करत रहा आणि म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर.
हं. <chuckles> खरं आहे की, हां. हं. नक्कीच. हां, बरोबर आहे की. अ, बरोबर आहे की नक्कीच. मग काय अजून असे हां, बोला-बोला.
हं. आणि तेच असतं की की तुम्ही अ, म्हणतात ना, की अ, एकदम पॉझिटिव्ह रहा कारण की बघा ना, जेथे जाना तेथे करा विठ्ठल नाम, नाम शक्ती देईल होईल सर्व काम.
हं. हां. हां, म्हणजे ह्याचा अर्थ काय?
ह्याचा अर्थ आहे, की सातत्य टिकवण्यासाठी तुम्ही देवाचं नाव घ्या. आणि तुम्हाला बरोबर म्हणतात ना, की ते तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्याल ना, ते तुमचं काम सगळं पूर्ण करून टाकेल.
हं. नाही बरोबर आहे की. पण आता ह्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या म्हणजे धार्मिक गोष्टी आहेत अशा. मग ह्याच्यावर तुम्ही अशा अ, सायंटिफिक गोष्टींचा कधी वापर करत नाही का? की बाबा मला ताण येतोय किंवा प्रेरणेचे कमी पडले, मग थोडा एकांतात वेळ घालवून, थोडा दीर्घ श्वास घेणे किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करणे वगैरे, ह्या गोष्टी? हां.
हं, हं. अ, बघा हे सायंटिफिक गोष्ट नाहीये. खरं सांगायला गेलं तर हां अ, सायंटि सायन्स पण सांगतं पण तुम्ही बघाल ना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि अ, बाकीचे पुराण आहेत. त्यामधी
हं, किंवा असं मानसिक शांतता मिळवण्यासाठी म्हणजे काय वाटतं तुम्हाला, की धार्मिक गोष्टी जास्त प्रभावकारी ठरतात का ह्या साइंटिफिक गोष्टी जास्त मानसिक शांतता देण्याचं काम करतात?
बघा सायन्स तर पुढे आहेच मी नाही म्हणणार नाही. मला असं मी माझी पुस्तकं वाचतो ना, त्यामध्ये मला असं वाटतं, की माझ्या पुस्तकं खूप पुढं आहेत त्याच्यापेक्षा ते ज्या गोष्टीचं अ, म्हणतात ना अर्थ लावतात त्यापेक्षा त्या गोष्टी खूप पुढं गेलेल्या आहेत आणि ते जिथं शोध करतात ना, त्या गोष्टी आधीच तिथं सांगितलेल्या आहेत. तर जसं की हा हट्टयोगमध्ये जे आहेत जसं की ध्यान करा. शांतता, अ, मेडिटेशन करा त्याच्याने तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ भेटतं. आणि म्हणतात ना पॉझिटिव्ह रहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण म्हणतात ना, आतून सकारात्मक होतो ना, तर आपलं जे शरीर आहे ना ते 70% काहीतरी पाण्याने बनलेलं आहे, नाही का?
हां. बरोबर आहे की. <laughs> हां. हां. हां. नक्कीच. हां. हां, बरोबर आहे की. हां.
हां. आणि जसं तुम्ही एक सायन्सचा रिसर्च होता बघा, की एका पाण्याला ते शिव्या घालतात, सगळ्या गोष्टी करतात आणि एकाला गोड-गोड बोलतात. तर गोड-गोड बोलणाऱ्या पाण्यामध्ये सगळं म्हणतात ना, ज अ, उगवतो सगळं अ, एनर्जी वाढते. आणि ते नाही का बॅक्टेरिया पैदा होतात. तसंच आहे, आपण शरीरात नकारात्मक बोललं ना, तर आपल्या शरीरात ते बॅक्टेरिया पैदा होतात. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, की तुमच्याकडनं होणार आहे. तुमचं स्वप्न खूप मोठं आहे आणि ते पूर्ण होणार आहे. तुम्ही अ, म्हणतात ना ए मॅनिफेस्टेशन ...इंडायरेक्टली ते करत राहा. तुम्हाला एक दिवशी अ, भेटणारच. म्हणजे बघा ना एक यूट्यूबर आहे मिस्टर बीस्ट, त्याचा आता कालच एक व्हिडिओ आला, नाही का? त्याने तो 10 वर्षांपूर्वी रेकॉर्ड करून अ, अपलोड केला होता आणि त्या आजची डेट लावली, काल कालची डेट लावली होती. आणि त्याने त्यात बोलला
हं. हो, बरोबर आहे की. हां. हम्म. बरोबर आहे की. हां. हं. होय. <chuckles> म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याने ठेवलेला रेकॉर्ड करून. <chuckles> हां.
हां, हां. अपलोड केला होता आणि आज कालची डेट त्यांनी सेट केली होती. ती अपलोड करण्यासाठी ऑटोमॅटिक नाही का शेड्यूलमध्ये.
<chuckles> अरे बापरे! म्हणजे माणसं किती पुढचा विचार करता म्हणता येईल.
हां आणि त्यांनी सांगितलं होतं, की मी काही मरून जाईल किंवा मी अ, जिवंत राहील का नाही सांगता येत नाही. त्या माझ्या एकदम मिलियन्समध्ये फॉलोवर होऊन जातील आणि असं होईल. आणि खरंच ते जे 400 मिलियन फॉलोवर झालेत, सब्सक्राइबर झालेत. विचार करा <chuckles> मॅनिफेस्टेशन काम करतं. तुम्ही पॉझिटिव्ह व्हा. स्वतःला आतून म्हणतात ना, सकारात्मक ठेवा, तुमचं सगळं प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी साध्य होतील.
हां. अ हां. बरोबर आहे की. <chuckles> <inhales> अरे बापरे! एक खरं आहे. बरोबर आहे की. पण कसं आहे आपण सकारात्मक जास्त ठेवण्याचा प्रयत्न तर करतो स्वतःला, पण असं कधी होत असेलच की की घरच्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत की त्या आपल्या स्वप्नाच्या विरुद्ध दिशेला आहेत. मग त्या दिशेनं काम करावं. मग त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला प्रेरणा देता की "बाबा, हां बाबा, मला ही गोष्ट माझी पूर्ण करायची, स्वप्नांकडं लक्ष द्यायचं आहे," या गोष्टींवर
आपण कुठलं काम करताना बघा माझं स्वप्न जेव्हा मी पूर्ण करायचा अ, प्रयत्न करतो ना त्यावेळेस मला परत एक अभंग आठवतो.
हां. हं. सांगा नक्कीच.
मेहनत माझी वाट दाखवी, विठ्ठल माझा साथी, स्वप्नपूर्ती जवळ आली, आता नाही मी थांबणार बाकी.
अ, हां म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे सो जरा थोडं सोप्या भाषेत? हां.
ह्यामध्ये म्हणतात ना की देव माझा साथी आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कधीच थांबणार नाही. मी चालत राहणार, चालत राहणार, पूर्ण करत राहणार आणि माझं स्वप्न एक दिवशी मी गाठणार. यश मी नक्की गाठणार. तर त्यामुळं म्हणतात ना की तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक राहा. ती प्रेरणा तुम्हाला तिथून भेटत राहील आणि ती प्रेरणा भेटली ना तुम्ही तुमचं अ, म्हणतात ना सगळं काही अचीव्ह करू शकता.
हं. बरोबर आहे की. खरं आहे की.
आतूनच तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात. तर तुम्ही काय करणार आहे नाही का. तुम्हाला पिक्चर बघा, खूप सारे पिक्चर आहे. जिथून प्रेरणा भेटते. कसं अ, म्हणतात ना, अ, जगायचं लाईफ ऑफ पाय पिक्चर आहे एक नाही का. त्यामध्ये एका जहाजावरती एक भाग असते आणि एक मुलगा असतो. तो अख्खं कितीतरी अ, महिने काढतात त्याच्यावरती नाही का. दिवसं काढतात.
हं, हं, म्हणजे हां. हां. हो, ऐकलंय. हां, बरोबर. हां, हां, बरोबर, दोघे एकाच्या बोटीवर त्यावर सगळं हे काढतात.
हां, पण ते दोघांची म्हणतात ना, एक इच्छाशक्ती असते जगण्याची.
खरं आहे.
आणि ती असते ना, तेव्हा ते पूर्ण होते नाही का. त्यांना असं वाटतं, की आम्ही जगू, आम्ही जगू. ते हार नाही मानत. तर तसंच हार नाही मानायचं. तर मी एक दिवशी म्हणतात ना, अ, तुमचं यश साजरे कराल आणि अ, म्हणतात ना, की माझं मी असं केलेलं आहे ऑलरेडी. मी मनापासून इच्छा पॉझिटिव्ह राहिलो होतो ना एकदा. तर माझा बिझनेस एकदा चालू केला. तर तो फुल सक्सेसफुल गेला पहिल्या दिवसापासून.
नक्कीच. हां. खरं आहे की. हां. होय, मग चांगली गोष्ट आहे की म्हणजे बरीच तसं म्हणता येईल.
हां. दुसरा बिझनेस चालू करताना माझ्या मनात आहे ना, नकारात्मकता होते आणि ते नकारात्मकता बरोबर तिथं आले आणि तिथं मला अ, म्हणतात ना अ, वाट लावून गेली. म्हणून म्हणतात प्रेरणा घ्या तुम्ही काहीही करू शकता. बघा आपल्याला एक असतं, की अ, आपण पेपर देऊन आलोय. बरोबर?
हं, हं. अरे. हं. बरोबर आहे की हां.
शाळेतला. आता मी पेपर देऊन आलो. मला माहिती आहे की बाबा, अ, मी पेपर कसा लिहून आलो किंवा कसा लिहून आलो वि विसरून पण गेलं असेल हां. पण आपण तरी देवासमोर हात जोडतो, की 'देवा पास कर, देवा पास कर, देवा पास कर.' ती एक प्रेरणा असते ना, कुठून तरी भेटलेली. आणि ती आपण म्हणतो तेव्हा आणि आपण पास होतो खरंच आपल्याला असं भारी वाटतं नाही का गोष्टी. तर अ
हां. खरंय, खरंय, माहीत असतं. प्रत्येकाला माहीत असतं. हां. नक्कीच. अ, हो. मग काय. खरंय की खरंय की.
हां. उड्या घ्याव्या, मोठ्या घ्याव्या, खूप मोठ्या घ्याव्या. पण ते उड्या घेताना परत जमिनीवर याव्या.
<chuckles> बरोबर आहे. पण असे काही
नाही का? नाही तर हवेत जाऊन कुठेतरी पडून जाऊ जोरात.
<chuckles> नाही बरोबर आहे की. पण असं स्वप्नाच्या दिशेने प्रेरणा कायम मिळत राहावी यासाठीच म्हणजे तुमची दिनचर्या काय आहे, की तुम्ही कोणत्या गोष्टी दररोजच्या आयुष्यात सामील करता की त्यामुळं तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळत राहते, कमी होत नाही?
अ, बघा
असं काही तुमचं दिनचर्या दररोजची?
माझं दिनचर्या हेच आहे की अ, प्रेरणा घेण्यासाठी, मी कंटिन्यू रोज विदाऊट फेल नामजप करतो. कंटिन्यू फेल विदाऊट फेल अ, म्हणतात ना पूजा करतो आणि रोज अ, व्यवस्थित टायमिंगवर उठतो, सगळ्या गोष्टी करतो नाही का. तर त्यामुळं
हां. होय. असं कधी वाटतं का मग तुम्हाला, की एखाद्या दिवशी नाही केली बाबा, म ही तेव्हा त्या दिवशी असं वाटतं का, तुम्हाला प्रेरणा कमी झाल्यासारखं किंवा तुम्ही असं कधी चेक केलंय का, की बाबा खरंच ह्या गोष्टीमुळे आपल्याला प्रेरणा मिळतं का नाही?
अं. नाही, मी खाडा नाही केला. मी खाडा नाही केला मी आता खूप अ, महिन्यांपासून हे करतो आहे आणि आजपर्यंत मी एकदा पण खाडा नाही केला त्या गोष्टीला.
होय. म्हणजे तुम्हाला असं, जाणव हां.
ज्या दिवशी खाडा करायचाच नाही. त्यामुळंच स्वत:चं स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना, सातत्य ठेवा. सातत्य ठेवाल ना तुम्ही एखाद्या कामामध्ये तर तुमची स्वप्नं पूर्ण होतील.
हां. खरं आहे, खरं आहे. पण असं म्हणजे म्हणजे तुम्हाला हे जाणवलं का तुम्ही हां, तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण किंवा जप सुरू केला, त्याच्यानंतर तुम्हाला ही अ, प्रेरणा यायला सुरुवात झाली किंवा प्रेरणेत कमी होत नाही हे तुम्हाला जाणवतं आधीपेक्षा का तसं काही फरक जाणवत नाही?
3 प्रेरणा आहे मेन, कंटिन्यू रोज नाही, प्रेरणा आधी पण येत होत्या. पण मला ते म्हणतात ना, मला उडायचं बळ होतं. पण माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आहे ना, ते अ, नामजपाने त्या गोष्टी धार्मिक गोष्टी झाल्या, की मला उडता येते आहे. माझं मनातलं ओझं मी हलकं करून उडतो आहे मस्तपैकी. ते ते त्यानंतर उडायला लागलं. त्याच्याआधी तर माझ्या पंख होते मला. पण मी त्या कोंबडीसारखा होतो. उडायचं आणि खाली यायचो उडायचं आणि खाली यायचो, हे ना?
हां. मग? हां. म्हणजे खरंय, खरंय. <chuckles> नाही, नाही. खरच आहे, की नक्कीच. म्हणजे थोडक्यात म्हणता येईल, की तुम्हाला त्यांना नामस्मरण किंवा जप करत आहेत, तेव्हा तुम्हाला एक अ, बळ दिलं म्हणता येईल. की तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि प्रेरणासुद्धा तुम्हाला कायम मिळत राहिली या गोष्टींमुळे. म्हणजे खरच म्हणता येईल, की तुमच्याबरोबर बोलून म्हणजे स्वप्न साध्य करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रेरणा मिळवू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी मला चांगल्या पद्धतीनं करायला. मग त्यात तुम्ही सांगितलं, की एक मानसिक शांतता फार गरजेची आहे तिच्यासाठी स्म नामस्मरण वगैरे असेल किंवा ह्या गोष्टी किंवा ज्या म्हणजे एखादा सल्लागार किंवा मार्गदर्शक असला, तर आपल्याला नक्कीच प्रेरणा त्याच्याकडून मिळत राहती. पण जरी तो जर का आत्ता तुम्ही गुरुजींकडून सांगितलं, की प्रत्येक वेळेस तर त्यांच्याकडे आपण जाऊ शकत नाही. मग ज्यावेळेस आपण त्यांच्याकडं जाऊ शकत नाही. त्यावेळेस सुद्धा काही असे उपाय आहेत, की ते तुम्ही घरी बसल्या किंवा एकटा असताना सुद्धा करू शकता, की त्यामुळं तुम्हाला प्रेरणा मिळते. तर नक्कीच तुमच्याबरोबर म्हणजे हे बोलून आणि कशा पद्धतीनं आपण प्रेरणा मिळवत राहू शकतो आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी हे जाणून म्हणजे मला पण बराच आनंद झाला. <chuckles> तर नक्कीच बरीच माहिती मिळाली. धन्यवाद, नक्कीच आपण पुन्हा भेटू.
हो. नक्कीच, नक्कीच. हो. हो. तेच. हो, हो, हो. नक्कीच. हं, हं, हं. हो. नक्कीच. मला पण बरा आनंद झाला, धन्यवाद. छान वाटलं बोलून मला पण. धन्यवाद.
धन्यवाद.